म्हणजे स्मार्ट वर्क म्हणता येईल त्याला. <laughs>
अच्छा, नाही, नाही. छान. <laughs> हो, हो, आहेत, आहेत. पण असं म्हणजे हे होतं ना, की अ, ताणलेले अ, दिवस असा आहे की खूप ताण-तणावाचा आहे आणि तुम्हाला त्या दिवशी लवकर जायचं आहे ऑफिसला. किंवा काम भरपूर आहे आणि तुम्हाला वेळच मिळत नाहीये. तर असा कधी दिवस आला का की ज्या जे दिवशी तुमचे हे जे रिच्युअल्स आहेत, ते अ, बदलले आहेत किंवा करायला मिळाले नाहीयेत. किंवा करता येत नाहीयेत तर तुम्ही तसं तेव्हा काय करता?
एकदम हो. हो. हो म्हणजे कधी जर अ, माझं कामाचं लोड जास्त झाला, तर रात्री उशीर होतो झोपायला. मग सकाळी लवकर जाग नाही येत मग सगळंच डिस्टर्ब होत जातं, सगळं हां, मग अशा वेळी काय होतं माझ्याने समजा, योगा किंवा ध्यानाचं जर वेळ गेला माझा, तर मग मी न चुकता मंदिरात तरी जाते. म्हणजे तिथे तरी माझं मन शांत होते, तर मी ते करायचंच असं बघते ॲटलीस्ट. म्हणजे म्हणतो ना ॲटलीस्ट 5 मिनिटं का होईना पण मी जाऊन हा बाबा मला बसायला नाही मिळत आहे तिथे तेवढ्या वेळेला की, उशीर झालाय, पण मग ठीक आहे काहीतरी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता घेऊन यायचंय म्हणून तिथे जायचं असं डोक्यात असतं. <chuckles>
हं, हं. हं. हं, हं. हां ना, हं. हं. वाह! अ, हं. अच्छा. हं. हं, हं. हां. नाही, नाही. मस्तच पण ना, अ, एक असंही आहे, की आता आपण मुली म्हंटलं तर, मुलींचे प्रॉब्लेम्स ही असतात खूप काही. तर त्या वेळेला तुम्ही मग जर समजा तुमचे रिच्युअल्स ही नाही करता आले आणि मंदिरातही नाही जाता आलं, मग तुम्ही स्वतःला शांत कसं करता किंवा मग त्यावेळेला अ, तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता?
हो. हो. अशावेळी मग मी स्वतःला एक अ, स्वतःचा टाईम घेते. कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसेल. आणि म्हणता येईल की मी एखादं गाणं ऐकणार 1-2 मिनिटासाठी, डोकं शांत करेल, 1-2 मिनिटासाठी कुठलं जुनं गाणं जे मला आवडेल वगैरे असं जिथे माझं आता ते मूड वाईज असतं त्यावेळी काय ऐकण्याची इच्छा आहे. मग ते ऐकून ना थोडं मन शांत करेल आणि मग शांततेत विचार करेल, की बघ घे तुझा टाईम काय करायचंय, कसं करायचंय. असं स्वतःशी संवाद साधायचं फक्त मी. मग मला असं अ, म्हणतो ना की स्वतः जवळ सगळ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स असतात आपल्याकडे, सगळे सगळ्या अडचणी आपण दूर करू शकतो फक्त तो म्हणतो ना, की मन शांत राहिलं ना आपोआप सगळे मार्ग दिसतात. त्यामुळे तो तेवढा वेळ द्यावा लागतो, 2-5 मिनिटं जे म्हणतात ना पहिले शांत राहायला. ते थोडे अवघड असतात पण द्यावाच लागतो स्वतःला. तर मग मी असं काहीतरी बघते की मन शांत होण्यासाठी एकतर गाणे ऐकणार काहीतरी असं, त्याच्याने मन शांती
हं. अच्छा. हो. अरे वाह! <chuckles> हं, हं, हं, हं. हां. हं, हं. हं, हं. हां. हो, अगदी बरोबर. हं. हो. हं, हं. हां. हं. हं. हां. तुमचा असा कधी किस्सा वगैरे काही अनुभव वगैरे आहेत का? की जे तुम्ही शेअर करू शकता, सांगू शकता?